खूप आवडतं. कारण की त्याचे जे कलर असतात ना, ते खरंच खूप सुंदर असतात. अ, पण पूर्वी काय व्हायचं म्हणजे पहिले की असे अ, असतात ना, कलर आपण म्हणतो की जे असे ग्रीन कलरचे असतात किंवा अगदीच निळा कलर असतो. तो असा आपण जर पूर्ण लावला ना, म्हणजे तो पहिले असा चांगला नाही दिसायचा. म्हणजे मला घरातूनच सुरुवात व्हायची बोलायला की "हा कोणता कलर लावलाय? तो कसा दिसतोय?" अगदी म्हणजे असं कोणाकडून जर आणि जेव्हा कॉम्प्लिमेंट नाही येत ना, मग असं वाटतं नको करूया असं.
तेव्हा. हं, हं, हं. नक्कीच, नक्कीच. हं. हं, हं, हं. बरोबर. हं. बरं. हं, हं. बरं.
तर अ, मग अ, अशी रील्स जेव्हा मी बघायला लागली ना, तेव्हा त्यांनी खूप छान टिप्स देतात. वेगवेगळ्या नेल आर्टमध्ये कसं असतं, की तुम्ही हे कलर ना, मिक्स करून डिझाइन करून ते तुम्ही करू शकता. म्हणजे पूर्ण कलर लावायची गरज नाही पडत.
हं, हं, हं. बरोबर. हं, हं.
मग मी तसं करायला सुरुवात केली होती.
अरे, वाह! खूप छान. आणि मग कपड्यांमध्ये तुम्ही असे काय, काय कपडे म्हणजे तुमच्या वॉर्डरोबमध्ये काय कपडे चेंज केलेत तुम्ही एकंदरीत तर त्याच्याबद्दल काय सांगाल?
अ, तसं अ, जसं आता थोडं ऑफिसला अ, असतात की अशेच कपडे घातले पाहिजे. थोडेसे आपले फॉर्मल्स असतात. तर अ, तिथे मी जास्त काही हे करू शकत नाही पण आपले जर काही इव्हेंट्स असेल किंवा काय असेल तिथे नक्कीच मला थोडंसं वेगळं घालायची इच्छा होते कारण ऑफिसला कसं तेच ते घालून कंटाळा येतो. मग अ, मी काय करते की जे म्हणजे असे आहेत काही इन्फ्लुएन्सर जे मला आवडतात. म्हणजे जे मिक्स एंड मॅच असतात ना, इंडियन अ, अटायर असतात आपले. तर अ, मला ते जास्त आवडतात. की त्याच्यामध्ये कसं करावं? अ, तर बरेचशे असे असतात की ते आपल्याला सांगतात की जे आपल्याकडे आहे साडी असूदे किंवा ड्रेस असूद्या, त्याचं कसं तुम्ही हां. म्हणजे प्रत्येक वेळेस आपण नवीन विकत नाही घेऊ शकत. बरोबर?
हं. हं. हं. बरोबर. हं. हं. बरोबर. हं, हं. बरोबर. मग ते वापरून काहीतरी? हं, हं.
म्हणजे मला तरी असं वाटतं, की प्रत्येक वेळेस अ, प्रत्येक इव्हेंटला कसं नवीन काहीतरी घेणार ना? मग
बरोबर. हो. आणि मग ते कपड्यांचा कचरा पण होतो एकंदरीत भरपूरच असं म्हणजे वाटतं, की अरे किती कपडे झालेत? काय करायचं? असं सगळं.
खूपच.